ओळखीचा, तोच ओळखीचा होता. तर तो म्हणतो मॅडम, "आप आप जाओ अभी, कल आके दो," म्हणजे तो अ, मराठी नव्हता त्यामुळे तो हिंदीमध्ये असं बोलत होतं, "की तुम्ही जा आता, उद्या द्या, उद्या दिलात तरी चालेल" तो इतका चांगला बोलला. पण मला असं की मला लाज वाटायला लागले की बाबा, नाही मी तिथे उभं राहून खाल्लंय. पैसे न देता कशी जाऊ? मी ना खूप 5 वेळ 5 मिनिटं झाली, 7-8 मिनिटं झाली, तरी करते-करते प्रयत्न. तर त्याला माझी दया यायला लागली, की तुम्ही जा बाबा आता, राहूदे-राहूदे इट्स ओके काही ब फरक नाही, हं.
हां? हां, हो, हो. हो. हो. बरोबर आहे. अरे, अरे, पण म तो तो सा त्याने सांगितलं तर खरं असं का, जा नंतर द्या. नाहीतर कोणी-कोणी तर बाप रे! इथेच थांबा. तुम्ही पैसे टाका नाही तेव्हाच जा, नाहीतर जाऊ देणार नाहीत. करतात ना असं, हो.
हां. हो ना. <chuckles> हो ना, करतात असे. पण ना हा हा ना, खूप चांगला माणूस होता आणि तो ओळखीचाही झालेला कारण की मी दर वेळेला त्याच्याकडूनच सँडविच खाऊन जायची. हां, पण पण, हां ना, पण मला काही ते तिकडून पायच निघत नव्हता. तिकडून असं जावंसंच वाटत नव्हतं. कारण की लाज वाटते ना, शरम वाटते की बाबा, आपण खाल्लंय आणि पैसे न देता जायचं कसं? हं, आणि थोडा मी स्वाभिमानी आहे, की मला ना, असं पटकन आवडत नाही, उधार ठेवायला. मी कधीच आयुष्यात उधार कोणाकडून घेतलंही नाहीये आणि ठेवलंही नाहीये, की बाबा, मला नाही ब उधारी ठेवून जाते असं नाही. स
हो ना. हां, त्याच्यामुळेच मग त्यांनी सांगितलं नाही तर असं जाऊ दिलं नसतं, मग काय केलं? हंम्म. बरोबर, हो. चांगलं नाही वाटत हो, असं, खरं आहे. हं. म्हणून तुम्हाला ते चांगलं वाटलं नाही, हो.
हां, सो मी थांबली. मी तिथे वाट बघत बसली आणि मग मी ना, अ, हे केलं की बाबा, काय करू? काय करू? आणि थोड्या वेळाने ना ते, बँकेचं सर्व्हर चालू झालं आणि तेव्हा जीवात जीव. हो, तेव्हा कुठे जीवात जीव आला माझ्या आणि मी पेमेंट केलं आणि मी अशी जी खुश झाली ना. तो माणूस माझ्याकडे तोंडाकडे बघतोय बोलतो, "अहो मॅडम, काय तुम्ही? जायचं ना घरी, इतकं काय होतं. हो ना, मला इतकं बरं वाटलं थोडं हायसं वाटलं ना, की बाबा चला, झालं. पण तो जो अनुभव होतो ना त्यानंतर मी कानाला खडा लावलेला स तेव्हाच्या वेळेमध्ये की नाही पैसे ठेवायचेच खिशात, जर पैसे असेल तरच असं खायला-प्यायला जायचं किंवा खरेदी करायला जायचं, अदरवाईज ह्या ऑनलाईनवरती डिपेंड राहून जाणं म्हणजे हे असं शरम वाटण्यासारखं आहे. तर तेव्हापासून थोडं होतं. पण जेव्हा हं.
हं. अरे! चांगलं झालं बाबा. हो ना. <chuckles> <laughs> ते सोनच भेटलं. <chuckles> हं. हो ना. बरोबर ना. म्हणजे बघा ना, ऑनलाईन म्हणजे अ, जर डिजिटल पेमेंट करायचं आहे तर अ, कधी-कधी असं होतं, जसं तुम्ही नेटवर्कचं सांगितलं बरं का आणि म्हणून पैसे थोडीशी कॅश पण घेऊन जायची आणि काही पेमेंट अ, आपल्या जीपेने पण करायचं. नाही तर अशी फजिती होते. मग अशा रोजच्या खरेदीत किराणा दुकानापासून ते मोठ्या मॉलपर्यंत, पेमेंटच्या मार्गांमुळे तुमची सवय किंवा निर्णय घेण्याची पद्धत कशी बदलली?
हो, हं. हो ना. हो, हो, हो. हं.